आपल्या संगीत आवडी घडवण्यात कुटुंबाची भूमिका खूपच महत्त्वाची असते. घरात ऐकू येणाऱ्या गाण्यांपासून ते कुटुंबीयांच्या पसंतीपर्यंत, अनेक गोष्टी आपली संगीताची रुची तयार करत असतात, तर मला असं सांगा तुमच्या लहानपणी घरात कोणत्या प्रकारचं संगीत जास्त ऐकलं जायचं?
अ, तर लहानपणीची माझी जी आठवण आहे अ, मी एखादी अ, 3ऱ्या-4थ्या क्लासमध्ये मला आठवण आहे की माझी आजी जी होती, तेव्हा तिला 70 वर्ष होतं, पण नेहमी ती सकाळी 5 वाजता भजन लावायची. आणि त्यावेळी माहिती आहे ना तुम्हाला रेडिओ असायची, तर रेडिओवर भक्तिगीत यायची. भजन यायची, विठ्ठलाची भजन यायची, सगळे. तर ती गाणे मी ऐकूनच मोठी झाली आहे आणि मला त्याच्यात रुची खूप वाढत गेली नंतर.
हम्म. हां. हो. हां. अरे वाह! अच्छा, भजन आणि कीर्तनमध्ये काय राहीलं. हो, हो, हो. तर मग तुम तुमक हां, मग तुमचं आवडतं असं कुठलं भजन सांगू शकाल का कुठलं आहे?
हो. हो, भजन आणि गीते. हो ना विठ्ठलाची खूपच छान-छान भजन आहे, अभंग आहे.
हां त्यातलं एखादं म्हणून दाखवाल एखादं? म्हणजे थोडी एक ओळ म्हणून दाखवली तरी चालेल. हां.
हो, हो. हो, हो. "विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची." आता ही जी गाणी खूप जुनी आहे आणि
हं. वॉव! आवाज पण छान आहे तुमचा. <chuckles> हो, हं.
धन्यवाद! आणि हे लहानपणापासून खूप म्हणजे ही तर एकच झाली आहे आणि नेहमी मी हे संध्याकाळी जेव्हा भजन करते तेव्हा ही भजन नक्कीच म्हणते. मला खूपच मनःशांती मिळतं.
हां. बरं. कुठलं? हेच का? विठू माऊली.
ही ही पण आणि दुसरे पण मराठी अभंग जे आहे आपली जुन्या ती पण.
अच्छा. ओके, ओके. ती पण, छान. तर मग कुटुंबातल्या कोणत्या व्यक्तीने तुमच्या संगीत आवडीवर सर्वाधिक प्रभाव टाकला असं वाटतं तुम्हाला?
अ, माझी आई, माझी बहीण, माझे बाबा. कारण माझे बाबा ना त्यांना पण खूप गायचं खूप अ, आवड होती. तर ते पण विठ्ठलाची भजन खूप आवडायची. त्यांनाच बघून मला ही
हां. बरं.
अ, लागलं असं वाटलं, की मी पण गाऊ आणि माझा आवाज पण मला नंतर असं कळलं, की हो माझा आवाज तसा चांगला आहे. तर माझी त्याची रुची वाढत गेली.
हां. हां. बरोबर. मग आता तुम्ही सध्या काय करता? म्हणजे अशी गाणी ऐकता, म्हणता, की काही वा वाद्य वाजन वगैरे करतात? त्याच्याबद्दल काही हां.
हो, हो. मी मला गाणी ऐकायला आवडतं, आणि गाणी ऐकण्यापेक्षा मला भजन करायला खूप आवडतं. जसं मी तुम्हाला सांगितलं संध्याकाळची वेळ असते 7 वाजता. तर टाळ जी आपली असते, टाळ असतात ना, त्या टाळ घेऊन हो. टाळ मृदंग म्हणतात टाळ, टाळ घेऊन भजन भक्तिभावाने गाते मी. आणि मला खूपच आहे ना, अर्धा तास तरी गाते मी देवाला दिवा लावल्यानंतर. तर मला असं खूप शांतता वाटते आणि एक पॉझिटिव्हिटी ऊर्जा येतो, मला असं वाटतं.
हां. हो टाळ मृदुंग. हां. हां. वाह! मस्तच. वाह! क्या बात है. म्हणजे छान करता तुम्ही भजन वगैरे, रेग्युलर गाता ते पण खूप महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला कसा फील येतो? म्हणजे ते भजन गायल्यावर काय वाटतं नेमकं मना मनाला?
हो, हो. हो, हो, हो, हो. मला असं वाटतं आहे, की अ, म्हणजे माझं विचार जो असतो नो नेहमी सुविचारच असतो. पॉझिटिव्हच येतो. कारण तुम्ही पण, अ, ट्राय करून बघू शकता, की जेव्हा आपण गाणी ऐकतो. एक छोटंसं एक पीस ओएफ माइंड मिळतं आपल्याला. ज्याला म्हणतात मनःशांती म्हणतात त्याला. मनःशांती मिळतं. एखादी वेळा तुम्हाला अ, जर अ, काही दिवस चांगला नाही गेला आहे, तर तुम्ही भजन ऐका किंवा भजन सांगला म्हणजे सांगून दाखवलं तरी पण तुम्हाला खूपच आवडणार. कारण हा एक अ, विद्या आहे, कला आहे, असं मला वाटतं आहे.
अच्छा. हां. हां. हां. बरं. हां. बरं, बरं, बरं. नक्कीच. हो, हो. फार महत्त्व आहे आपल्या म्हणजे धार्मिक परंपरेत भजन आणि कीर्तनाला हो. आणि मग अ, घरातल्या जर येथे तुम्ही संगीत वगैरे भजन वगैरे करतात. त्यामुळे मग कुणते कोणते असे जॉनर किंवा कलाकार तुम्ही पसंत करू करू लागलात तेव्हापासून?
हो ना. अ, तसं काही नाही आहे.अ, मराठी जे संगीतकार आहे, खूप काही आहे, खूप लोकं आहात. आणि अ, फक्त मराठी नाही, हिंदी पण आह असेल किंवा वेगळं काही अ, जे सुरळीत आहे म्युझिक असतात, ते सगळं मला आवडतं ऐकायला. अ, तर असं काही एक अ, व्यक्ती नाही आहे की ज्याचे भजन मला खूप आवडतं. बट हो अ, असं बघितलं गेलं तर कोणतेही भजन, जे सुंदरतेचे शब्द आहे ना, त्याकडे मी आकर्षित होते.
हां. हां. हं. हं. हां. बरं. मग तुम्हाला म्हणजे अशी शास्त्रीय संगीत वगैरे अशी पण आवड आहे का? मेलोडियस सॉंग्स म्हणा किंवा असे सायलेंट लो पीच सॉंग्स किंवा
नाही, मला हाई पिच खूप आवडतं, कारण जसं अ, मी तुम्हाला म्हटलं, मला भजन सांगायला आवडतं. तर जे हाई पिच आहे फास्ट असतं. आपण जेव्हा गणपतीचा अ, सण साजरा करतो, अ, किंवा अ, वेगळं काही सण असतो किंवा आपलं अ, गणपतीचं एखादी संकष्टी असो, त्या त्यावेळी गणपतीची भजन असेल, तर त्याच्यामध्ये काय हाई पिच पण असतात आणि जे सुरळीत असतात ते पण तसले भजन असतात. तर ते मला गायला खूप आवडतं. असं काही नेमकं एकच नाही आहे. पण कारण मला अ, संगीत प्रेमी असेल ना, तर त्याला कोणतंही संगीत आवडतं, बघायला गेलं तर.
हं. हं. हो. हं. बरोबर. हां. हां. चालतं. हो, हो. मग ती अ, संगीत तुम्ही छंद म्हणून कसं जोपासता? म्हणजे अ, अजून काही इन्सु बाकी कुठली वाद्य वगैरे ट्राय केली आहेत तुम्ही? किंवा कसा वेळ मिळतो तुम्हाला? म्हणजे अ
नाही. नाही, आता सध्या तरी मला माझा जो मुलगा आहे ना, त्याला तबला खूप आवडतं. त्याने टीव्हीवर पाहिलं आहे तबला. आणि मला वाटतं हे एक विद्या आहे, कला आहे. मी तर नाही शिकली. पण मी त्याला क्लासमध्ये घेऊन जाते की तो तबला शिकणार. नंतर काय करू? माझा मुलगा तबला वाजवणार आणि मी भजन सांगणार.
हां. वाह! हं. वाह! वाह! म्हणजे कॉम्बिनेशननी तुमची जुगलबंदी होणार म्हणा लवकरच. तर खूपच छान, खूपच छान. मग अ, कुटुंबाची अ, संगीताची आवड तुमच्या सध्याच्या प्लेलिस्टमध्ये कीतपत दिसते?
हो. थोडक्यात म्हटलं तर, तुम्ही जरा सांगाल का मला?
हां. म्हणजे अ, प्लेलिस्ट असते ना, आपली म्हणजे आपण YouTubeवर वगैरे काही-काही गाणी बघतो. मग ती प्लेलिस्टमध्ये येत जातात. मग तसं तुम्ही YouTubeवर काही बघता? मग ते तुम्हाला प्लेलिस्ट सुचवतं, तसं काही होतं का तुमच्या बाबतीत?
हो, हो, हो. हो. हो, हो. मी काय करते, की सकाळी मी थोडंसं अ, व्यायाम म्हणून वॉकिंगसाठी जाते खाली. तर तेव्हा मला अ, भजन संगीत मी ऐकते, YouTubeवर ऐकते. तर त्याच्यामध्ये काय आहे, जास्तीत-जास्त विठ्ठलाची भजनंच ऐकते मी, वेगवेगळ्या जुन्या, जे आपले खूपच प्रसिद्ध आहे आणि सर्वांना माहीत आहे, जे प्रसिद्ध आहेत. तर ते मी ऐकते. अ, नेहमी थोडा वेळ ते पण ऐकते, अ, असं छान वाटतं, दिवस छान जातो. माझ्यासोबत देवाची कृपा आहे, असं वाटतं मला.
हां. बरं. हां. हं. हां. वाह! मग अ, म्हणजे प्लेलिस्टमध्ये भरपूर अशी तुम्हाला येत असतील ना, मग त्या रिलेटेड गाणी वगैरे. हां. मग ती पण तुम्ही ऐकता ना, भजन वगैरे काय असेल? हो.
हो, हो, हो, हो, हो, हो. हो, हो. भजन असेल किंवा असं नाही, की फक्त भजन आहे. असं आहे, की टीव्हीचे हिंदी चित्रपटाची पण गाणी, जी रोमँटिक असतात ते आणि खूपच असं छान वाटतं ऐकायला, ते पण ऐकते मी. असं नाही, की फक्त भजन आहे. भजन आणि अ, 2री गाणी पण ऐकायला मला खूप आवडतं. म्हणजे जे काही अ, सुंदर त्याच्यामध्ये काही लिरिक्स असेल किंवा अ, अ, त्याच्यामध्ये जे म्युझिक आहे, आपल्या मनाला शांतही वाटतं, त्या, गोष्टी मला खूप आवडतं ऐकायला.
हां. हो. हां. ऐक हां. हां. बरोबर. मग काही गाणी पण अशी पण असतात बघा, की त्याच्यामध्ये तुम्हाला कुटुंबाची आठवण करू देतात. तशी कुठली गाणी आहेत का? म्हणजे त्याच्यात तुम्हाला कुटुंबाची आठवण येते किंवा रिलेट करतं थोडंफार?
हो, हो. जसं मी म्हटलं भजनमध्ये अ, माझे माहेरी पंढरी. तर अ, त्याच्यामध्ये माझं अ, जुन्या आठवण जसं मी म्हटलं लहानपणी ही गाणी मी खूप ऐकायची तर माझी माहेरची मला आठवण येतं.
हां. बरं. हां. बरोबर. म्हणजे माझे माहेर पंढरी तेच का? हां, हां, हां, बरोबर आणि नाट्यसंगीतामध्ये वगैरे काही तुमची रुची आहे का? रा नाट्य, अच्छा.
पंढरी. हो. हो, हो. अर् नाही, तेवढं नाही आहे सध्या, कारण मला अ, इतर वेळ हो इतर पण कामं असतात. तर थोडंसं अर्धा घंटा जसं मी म्हटलं की संध्याकाळची वेळ असो किंवा सकाळची वेळ असो असं काढून मी ऐकते ता की माझं पूर्ण दिवस जे आहेत ते चांगलं जाऊ.
बरं, बरं. वेळ नसेल तुम्हाला. हं बरोबर. हां. बरोबर. मग तुमची स्वतःची जी संगीताची आवड आहे किंवा कुटुंबाची आवड यामध्ये काही फरक आहे का? आणि असेल तर तो कसा आहे नेमका?
अ, नाही कुटुंबाची म्हणजे त्यांना पण आवडतं. पण, आता काय ना हल्ली सगळी लोकांना वेळ नाही आहे. तर मला असं वाटत आहे, की लग्नानंतर पण आणि लग्नाच्या अगोदरसुद्धा मी भजन वगैरे सांगायची. तर ते मी अ, ठेवलं आहे पुढे पण आणि माझ्या नवऱ्याला पण खूप आवडतं, की "तू भजन जेव्हा करते तर असं घरात ना एक अ, चांगलं अ, ऊर्जा दिसून, पॉझिटिव्ह व्हाइब्ज येतो. पॉझिटिव्ह व्हाइब्ज येतो." आणि घरातमध्ये असं वाटतं की सुखशांती, समृद्धी सदैव राहणार त्याच्यासाठी आपण थोडं भजन केलं पाहिजे, मला असं वाटतं.
हां. हां. हां. पॉझिटिव्ह व्हाइब्स वगैरे येतात. हां. नक्कीच. छान. मग अ, तुम्ही अ, कुटुंबासं असं म्हणजे कुटुंबाबरोबर संगीताबद्दल कधी अशी अ, म्हणजे थोडंसं अ, थोडं गोंधळ किंवा मतभेद असे कधी झालेत का? आणि ते तुम्ही कसे नेमके हाताळले?
अ, नाही. अ, असं नेमकं तसं काही कधी झालं नाही आहे. पण एखादी वेळा अ, जर मी ते, टाळ घेऊन कधी वाजवलं आणि अ, जर माझी आई काय वेगळ्या कामात होत अ, हो फोनवरती असते, तेव्हा त्यांना असं वाटतं, की अरे! तू आता नाही, हां, थोडं डिस्टर्ब झालंय करून. तर म्हणून मी ते वेळ अ, बघूनच मी जे आहे, संगीताच लाव हो.
हां. हां. किती डिस्ट हां. डिस्टर्ब होतंय थोडं. लावता हां. हां, बरोबर. म्हणजे तेवढा फॅमिलीचं, तुम्ही कुटुंबाचं पण क्वालिटी वेळ कन्सिडर करता आणि म्हणजे स्वतःपुरतं असं ठेवता, म्हणजे त्याला त्रास नाही झाला पाहिजे इतरांना. हां
हो. हो, हो, हो, नक्कीच. त्याच्यासाठी मी संध्याकाळची वेळ अ, निवडली आहे. कारण संध्याकाळी जे असते, घरी लक्ष्मी यायची वेळ असते असं आपण म्हणतो. तर अ, घरात सुखशांती, समृद्धी येऊ दे आणि घरात त्यावेळी माझा मुलगा पण नसतो आणि अ, माझे मिस्टर पण अ, ऑफिसमध्ये जातात. तर मी माझं असं वेळ घालवते.
हां. हां. बरं. बरोबर. छान एकदम छान युटिलाइझ करता तुम्ही वेळ. मग लग्नानंतर किंवा बाहेर गेल्यावर किंवा <clears throat> कुठे असं दुसरीकडे राहायला गेल्यावर, त्यानंतर तुमच्या संगीत आवडीत अ, थोडा बदल आला का?
हो. अ, नाही, असं नाही आहे. पण काय आहे ना कधी-कधी आपण एवढं व्यस्त होतो कामात, गुंतून जातो की अ, 1-2 वर्ष असं पण झालंय, की मी संगीत ऐकायचं आणि स् भजन करायची विसरून गेली होती, तसं झालं होतं. कारण काळ तसंच आहे. तर कारण कामच पूर्ण म्हणजे घरा घराकडे पण लक्ष द्यायचंय, मुलाकडे पण लक्ष द्यायचं आहे. कधी तो आजारी पडला, नाहीतर कधी माझं कामात एवढं मी गुंतून गेली तर वेळच मिळायचा नाही. पण नंतर असं वाटलं, की जे अ, आपण हे सगळे करतोय, पण कशासाठी? आपलं मनःशांती पण खूपच गरजेची आहे. हो की नाही? तर मनःशांती कशाला कशावरून मिळतं आपल्याला? ते सर्वात मोठा विषय आहे. आणि सगळ्यांचं वेगवेगळं मत असेल ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं की मला अ, छोट्या-मोठ्या असं अ, बाहेर जाऊन अ, लोकांशी थोडंसं गप्पा मारल्या त्याच्यामध्ये म्हटलं किंवा भजन केलं, भजन ऐकलं किंवा काही चांगली जुन्या गाण्या ऐकल्या तर मला खूप मनःशांती वाटतं.
हां. हो. बरं. का म्हणजे हां. हां. गरजेचं आहे. हो ना. हो. हो. हां. हं. नक्कीच तर अ, तुम्ही छान अगदी स्पष्ट करून सांगितलं की तुमची खरी संगीताची आवड आणि त्याच्यावर नेमकं कुटुंबाचा काय प्रभाव पडला आणि भजन ऐकायची सवय कधी लहानपणापासून लागली. घरात तुम्ही भजन ऐकत होता, कीर्तन आणि विठ्ठलाची वगैरे भजनं तुम्हाला खूप आवडायची आणि तुम्ही मेंटेनपण केलेली आहे. आणि आता पण संध्याकाळी तू तुम्ही खूप छान कीर्तन, भजन ऐकत असता आणि तुमच्या मनाला पण त्याचं खूप समाधान मिळतं. तर ते उदाहरणासह पण तुम्ही छान स्पष्ट करून सांगितलं. तर छान वाटलं तुमच्याशी बोलून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
हो. हो, हो. हो. हो. मला पण. हो. धन्यवाद.